नक्कीच, म्हणजे त्यांच्याबरोबर गप्पा मारून, जुन्या आठवणी काढून, त्यांच्याबरोबर अ, एक, एक म्हणतात ना की आपण सहजच मग कुठलेतरी पिक्चरबद्दल बोलणं, गाण्याबद्दल बोलणं. मग ते खूप छान होतं ना? या सगळ्यामध्ये आपण आपला तणाव विसरतो.
हो. अंताक्षरी वगैरे. हां. बरोबर. हां. विसरतो, हां. म्हणजे कुठेतरी विसरून जातो आणि एकमेकांच्यात गुंतत जातो. हा मग तुम्ही त्याच्याबद्दल असा काही असा आठवणीतला किस्सा सांगू शकाल का? की खूप तुम्ही त्या ठी त्या ठिकाणी एन्जॉय केला, आ म्हणजे अं, एकमेकांबरोबर टाईम स्पेंड केला. आणि त्यातून तुम्हाला खूपच असा रिलीफ मिळाला. आणि थोडंफार मानसिक शांती भेटली. असा कुठला अनुभव किंवा किस्सा सांगू शकाल का?
हां. हो, नक्कीच अ, माझं काय झालेलं, माझ्या अ, पर्सनल लाईफमध्येच थोडं मी एक घरात खूप मोठा कार्यक्रम अ, होता. लग्न होतं. आणि त्या लग्नामध्ये म्हणजे खरंच तुम्हाला माहीती आहे, लग्न म्हणलं की किती धावपळ असते, खूप अ, कार्यक्रम असतात आणि खूप अ, लोड असत हां. ते
हां. हां. ब असते, बरोबर. खूप विधी. अ, शॉपिंग म्हणा, हे म्हणा, ते पण असेल ना भरपूर?
हो, बऱ्यापैकी खूप टेन्शन असते, "कसं होईल? कसं पार पडेल?" तर मला ते माझ्या अ, दीर होते, चुलत दीर, त्यांच्या लग्नाच्या ह्याच्यात मी खूपच अशी टेन्शनमध्ये होते, "कसं होईल? काय होईल?" पण सगळं छान झालं. पण ते कार्यक्रम झाल्यानंतर पण एक कुठेतरी आपलं मनात एक तणाव असतो. थोडा आपण आपल्याला असं वाटतं की "यार, कुठेतरी जाऊन फ्रेश व्हावं, रिफ्रेश व्हावं." हां, हां. तर आम्ही मग एक छोटीशी ट्रिप अ, अरेंज केलेली आहे. आम्ही एका ठिकाण एक ठिकाणी गेलेलो. सगळेच जण कुटुंबातले आणि ते खरंच खूप छान वाटलं. दोन 2 दिवसाची ट्रिप होती आणि आम्ही खूप छान फिरलो, गप्पा मारल्या आणि खूप गेम खेळले. तर या सगळ्यातनं खूप छान तणाव खूप कमी झाला आणि मला असं वाटतंय की अ, खरंच म्हणजे बाहेर फिरणं नुसतं दोन आपण असं नाही की तुम्ही लांबच जायची गरज आहे. तुम्ही थोडंसं बघून आला ना तरी तुमचं टेन्शन कमी होईल.
हं. हो. फ्रेश व्हावं. मूड फ्रेश करावा. हां. बरोबर. हो का? अरे, वाह! मस्तच. हां. बरं. वॉव! हो. गरज आहे. जव हां. हो. हो. तेवढंच रिफ्रेश होतं आणि कुठेतरी एनर्जी भेटते आणि आपली सकारात्मक ऊर्जा येते, असं वाटतं का तुम्हाला त्यातून?
हो, हो. म्हणजे मला पण कधी कामातनं मला कधी असं तणाव हे जाणवला की नाही, तर मी 2 मिनिटं सहज अशी बाहेर चालून येते. आणि माझा माझा थकवा जातो.
हां. हां. चालून ये

मला असं वाटतं तणाव म्हणजे कसं असतं एक मनावर आलेला भार किंवा अ, दडपण असतं. आणि अ, काही गोष्टींची काळजी असते किंवा कधी-कधी मानसिक अस्वस्थता जाणवते. तर जेव्हा मी ह्या परिस्थितीत असते, तेव्हा मी माझ्या आईशी बोलते. अ, तिच्याशी बोललं की नाही, तर खूप असं हलकं वाटतं, कधी-कधी उपाय मिळतो. कधी-कधी असं पण वाटतं की फक्त तिचं हं.
हां, दडपण. हां. हो. बरं. हो. हां, कुणाशीतरी बोललं पाहिजे. हो. अ, तुम्ही आईशी बोलता, मग आई तुम्हाला अशी मैत्रिणीसारखी वाटते का?
हो. हो. म्हणजे ती मी लहान असल्यापासनंच मी कधी माझ्या शाळेत कधी काही झालं, तर मी घरी येऊन पटकन तिला सांगायची, "आई बघ हे असं-असं झालं, तू सांग ना मी काय करू?" तर ती खरंच माझी मैत्रिणी मैत्रीणसारखीच आहे.
हां. हो. बरं. मग अ, आई तुम्हाला काय म्हणजे सल्ला देते? म्हणजे तुम्ही असे खूप फ्रस्ट्रेट होता बाबा की काय करायचं? म्हणजे कसं यातून मार्ग काढायचा? मग त्यावेळी तुमची आई तुम्हाला काय सल्ला देते?
ती स्वतःच्या अनुभवातनं ती सांगते, की जर मी तुझ्या जागेवर असते, तर मी हे केलं असतं. किंवा कधी-कधी असं असतं ना, गोष्ट खूप छोटी असते आणि आपण ती खूप मनावर घेतो. त्याचं खूप जास्त टेन्शन घेतो. तर ती ते हलकं, ते आपण कसं टेन्शन घालू शकतो, ते ती प्रयत्न करते. कधी-कधी असं होतं, की अं, समजा अभ्यासाचाच टेन्शन आहे, परीक्षेचं टेन्शन आहे. तर ती काहीतरी असं
हां. हो. प्रयत्न करते. हो. हो. हे तर खूपच टेन्शन असतं. हो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अभ्यासाचं टेन्शन म्हणजे, विचारायला नको. हां.
हो. <chuckles> खूपच अ हां. तर मग ते हलकं कशी करणार? तर कधी-कधी मग, आवडीचा काही पदार्थ बनवून देणं किंवा कधी बाहेर नेणं. मग ते टेन्शन थोडं कमी होतं.
बरोबर. हां. हां, थोडं म्हणजे रिलीज होतं, रिलॅक्स होतं माणूस. बरोबर आहे. हां. मग अ, तुम अ, तुमची आई अशी तुम्हाला अशी एकदम सपोर्टिव्ह होते. मग अ, तुम्हाला त्यातून असा थोडासा भार हलका झाल्यासारखा वाटतो का? म्हणजे की आईने आपल्याला सांगितलंय बाबा खूप समजवलंय. मग कसं वाटतं तुम्हाला? असं फिलिंग काय येतं?
हो. खूप.

ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आम्ही मग काय करतो अ, समजा, माझं एक मी माझं वैयक्तिक एक सांगते, की मी पण जॉब करते. मी पण हाउसवाईफ पण आहे. एवढं मोठं कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी आहे. कारण मी मोठी सून आहे घरातली. तर अ, मी नेहमी माझी प्रोफेशनल लाईफ आणि माझी पर्सनल लाईफ ही नेहमी माझी मी वेगळी ठेवत असते. मी कधीच माझा पर्सनल लाईफमध्ये जो काही तणाव आहे, जे काही आहे ते मी कधीच माझ्या अ, प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा इफेक्ट होऊन देत नाही किंवा माझ्या प्रोफेशनल लाईफध्ये
हां. बरं. हो, बरोबर आहे. हां. देत नाही. हां, ते चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आणि पर्सनल एकमेकांच्यात मिक्स करत नाहीत आणि तुम्ही आणि तुम्ही मोठी सून म्हणून प्रत्येकाची काळजी करता, प्रत्येकाची जबाबदारी घेता. ही पण एक मोठी गोष्ट आहे. मग तुम्हाला या गोष्टीतून कधी-कधी ताणतणाव येतो का? म्हणजे थोडंसं कधी टेन्शन आल्यासारखं होतं का, "बाबा नाही मला आता हे करायचंच आहे, या टायमिंगच्या आधी मी हे करायचं आहे, मग मी कसं करू?" असं होतं का कधी?
कधीच नाही मिक्स करत. हो. येतं ना. कधी-कधी तो पण एक टेन्शन येतो, पण अ, मी अ, त्या बाबतीत खरंच नशिबान आहे, की माझे घरातले सगळे समजूतदार आहेत. ते मला समजून घेतात आणि अशा वेळेस कधी-कधी आपण काय करतो? अ, डेली रूटीन सोडून आपण कट कुठे कधी ट्रिप काढतो, कुठे फिरायला जातो. हां, मग ते पण एक हां. कधी-कधी फिरणं किंवा कधी-कधी पाहुण्यांना घरी बोलावणं. मग त्यांनी एक ह्या तणावातनं थोडा वेळ आपल्याला एक मुक्ती म्हणा <chuckles> किंवा थोडा रिलीफ भेटतो.
हां. अच्छा. काढतो, बरोबर. हां, गेट टुगेदर वगैरे होत असेल तुमच्यामध्ये. हां. हां. हो, रिलीफ भेटतो आणि एकमेकांचे विचार देवाण-घेवाण वगैरे होत असेल ना, त्याच्यामध्ये? हां, मग तुम्ही कसं ते एन्जॉय करता? म्हणजे कसा आनंद वाटतो आणि थोडा मनावरचं असं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला?
हो.